अ, मी तर तसे जे अ, Facebook आहे, Instagram मी वापरते, तर मी पेज लाईक केलेले आहे. बातम्या मराठीच्या, बाकीच्या पण आहेत, पण मराठीच्यापण आवर्जून ठेवलेलं आहे. महाराष्ट्राचं जे पण असेल असं मराठीचं ते आणि मग अ, असं असतं ना की अ, लहान-मोठे असे ज्याच्यावर लेख असतात किंवा काही वाचन असतं किंवा काही दिलेलं आहे, मग तसंच एक ग्रुप मी अ, हे करते. त्या अ, जे पेजेस असतात त्यांचं अ, हे करते की त्यांचं जेव्हा पण येईल त्यांना मग असं अ, आपण म्हणतो ना रिप्लाय करायचे किंवा त्यांनी जे लिहिलं आहे त्याचंपण आपण स्वतः वाचन करायचं, असं बरंच करते आणि ज्यावेळेस घरात जेव्हा आपले काही सणवार असतील ना, तेव्हा असं स्पष्ट सांगितलेलं आहे, की असं अ, त्याचं एकत्रीकरण नाही करायचं. म्हणजे कुठलंही असलं तर काही गोष्टी घरातच बनवायच्या आणि त्याबद्दल सगळ्यांनी बोलायचं मराठीतच की आपण हे बनवलंय. ते याला काय म्हणतात. म्हणजे आता दिवाळी गेली. बाहेरून नको मागवूया फराळ, घरातून बनवूया आणि त्याला काय म्हणतात, मग ते कसं बनवतात? आता जसं लहानपणी आपल्याला बसवायचे बनवायला, बनवा. थोडं तरी याला काय म्हणतात, त्याला काय म्हणतात. म्हणजे मग त्यांना म्हणजे त्यांना ना रवा पण म्हणायचं असेल तरी त्यांना सांगावं लागतं, की रवा म्हणजे काय? मग इंग्लिशमध्ये त्यांना कळतं की अच्छा, <chuckles> मी म्हटलं "हे अप्रतिम होत चाललेलं आहे." <chuckles>
हं. हो. हं, हं, हं. हां. हां. हं. हां. हं. अच्छा. हं, हं. हां. हं. हां. हां, हां. अच्छा. वाह! हां, हां. हं. हो ना. हां. हं. हां. हो. हो ना, हां, हां. अरे बापरे! हां. <chuckles> हो ना. आजकाल असंच खूप जास्त हं आणि अ, तुम्ही काय असा अनुभव आहे का की कधी सोशल मीडियाच्या बाबतीत म्हणा किंवा डिजिटल अ, जगाच्या बाबतीत म्हणा, की अ, खूप वेळेला काय होतं की अ, मराठी नाही येत आहे, पण मग अ, त्यावरून वादविवाद वगैरे चालू असतात किंवा इतरही गोष्टी असतात जे बोलल्या जातात. तर तुम्ही क तुम्हाला कधी अनुभव आलाय का की तुम्ही काहीतरी मराठीत बोललेत, पण समोरचं बोलायला लागला की नाही प्लीज हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये बोला. तर मग तुमचं असं काही किस्सा झालाय?
हां. हां, हां.